आणि मग मी त्याला म्हटलं, अरे, तू कॉम्प्युटर आणलं, तर थोडंफार मला क करू दे ना म्हटलं, पाहू दे. आणि त्याच्याकडे त्याकाळी इंटरनेट होतं एकदम भारी आणि तो इंटरनेट वगैरे युज करायचा. श्रीमंत होता थोडाफार. आणि काय झालं, माझ्याकडून चुकून ते कॉम्प्युटरवरती मला त्यांनी दिलं अर्धा 1 तास आणि तिथं अ, म मी काय करत होतो, आपल्याला ब्राउझिंगच येते जास्त करून. आपण तर अ, कॉम्प्युटरच्या दुसऱ्या काही गोष्टी पाहतच नाही. <chuckles> तर मग मी ब्र ब्राउझिंगच करत होतो मी थोडंफार हो, हो, हो. अगदी बरोबर.
अरे बाप! हां, बरोबर आहे ना हो. पहिले काही नव्हतंच ना ओ इतकं. आपल्या लक्षातच येत नव्हतं पहिले काय आहे. <chuckles> बरोबर आहे. मग?
हो. आणि ब्राउझिंग करत असताना तिथं एक अ‍ॅड आली, तर त्याच्यावरती म्हटलं होतं, की तुम्ही हे अँटीव्हायरस डाउनलोड करा.
अच्छा, हां, हां.
म्हटलं मग अ, माझ्याकडून त्या बटनवरती क्लिक झाला आणि ते डाउनलोड झालं आणि इन्स्टॉल पण झालं पहा आणि कॉम्प्युटरमध्ये इन्स्टॉल झाल्यावरती ते पूर्ण कॉम्प्युटर झाला ना हँग. तो बंद होईना नाही सोईचा आणि चालू होईना नाही, नवीन कॉम्प्युटर. मला अगदी घाम फुटून गेला. म्हटलं, आता हा आला आणि पाहिला तर म्हणजे नक्कीच रागवल. कारण की कोणाचेही कसं राहतं माहिती आहे का?
अरे! अरे बापरे! हां ना. म्हणजे खूपच मोठी चूक होती. हो.
<laughs> आणि
म्हणजे घाम फुटेल असा नवीन होत ना ते सगळं.
हो. आणि म्हटलं, हा आला आता मी बोलणे खातो. मी पर प्रयत्न करतोय त्याला म्हणजे एकदा दोनदा रिस्टार्ट करून, तरी हँगच होतोय तो. डायरेक्टली पण रिस्टार्ट केलंय, तरी हँगच होतो. अरे म्हटलं, बापरे! म्हटलं, एवढं काही आपल्याकडून शक्य नाही. त्यावेळेस ते 25000-26000चा होता तो लॅप अ, त्याचा कॉम्प्युटर. <clears throat>
अरे बापरे! हां. नवीन होताना ओ ते तेव्हा महाग पण भेटायचे नवीन-नवीन ते. बापरे, मग काय झालं?
हं, हं. हो, हो. आणि ती मोठी टीव्हीसारखी स्क्रीन वगैरे, तर मग अ, तो आला बरं शेवटी आणि म्हणे, "काय रे म्हणे, काय टेन्शनमध्ये बसलं, काय झालं? पाहिलं का कॉम्प्युटर कसं आहे?" हां म्हटलं, एकदम भारी आहे रे म्हटलं कॉम्प्युटर, पण काय झालं, ते चालूच होईना नाही म्हटलं. म्हणे, काय? म्हणे "तू काही केलं का त्याला? काय केलं असेल तर. तसं तर मी रात्रीपासून 2 दिवसापासून युज करतोय आणि तसं तर मला काही वाटलं नाही म्हणे ह्याच्यामध्ये आणि तू कसं म्हणतो, की काहीतरी झालं म्हणून." म्हटलं, अरे बाप म्हटलं, मला माहित नाही यार, पण मी त्याला मग ती खरी परिस्थिती सांगितली बरं. म्हटलं अ, ते डाउनलोडिंग स हं, हं. आणि म्हटलं, की जे डाउनलोडला आलं, तर मी चुकून त्याच्यावरती क्लिक केलं आणि ते इन्स्टॉल पण झालं बघ बरं, अ, म्हणे अँटीव्हायरस, तर कॉम्प्युटरचं असं असतं बघा, की जर 2 अँटीव्हायरस जर कॉम्प्युटरमध्ये टाकले ना, तर कॉम्प्युटर हँग होतं.
हो. हं. अरे बापरे. हं. बरं, तुम्ही सांगितली तर खरंच. अरे बापरे! मग? हं, हं.
तर अ, तो म्हणे यार 2
अच्छा, म्हणजे 2 अँटीव्हायरस हां, मला आता मला कळलं नाही. असं सांगा, का 1 त्याच्यामध्ये होता अँटीव्हायरस. आणि हा तुम्ही दुसरा डाउनलोड केला, तर अ, त्याच्यानी असं कॉम्प्युटर हँग वगैरे होण्याची शक्यता राहते का?
हं, हं. हो. पहिलंच. हो, हो.